<chuckles> अच्छा. हं.
पण मी त्याला पटवून देतो. मग मी त्याला जसं सांगतो, "तुम्हाला माहिती आहे सर, काय झालं होतं माझ्यासोबत?" मग तो, "अरे बघतो" असं. "अरे, काय बोलताय सर तुम्ही ऐकून पण घेत नाही माझं. तुम्ही ऐकून तर घ्या ना, मी आलो माहिती आहे का तिथे आणि माझी गाडी एका म्हातारीला लागणार होती आणि मग ती म्हातारी आहे ना आमची इतकी माझ्या जवळ आली. बरं, माझी गाडी तिथे लागली नाही माझ्या गाडीचा ब्रेक ब्रेक लागत नव्हतं. मग मी साइडला थांबून तिला फक्त टच झाली. तिला हॉस्पिटलला घेऊन गेलोय मी आणि म्हणून मला यायला उशीर झाला." मग असं काहीतरी जे बनवाबनवी करावी लागते आणि हे नेहमी होतं ना बॉससोबत. आता आजी आजी अ, आजोबा आजारी आहे हे किती वेळा सांगणार ना!
हं, हं, हं. हं. अरे बापरे! <chuckles> हं. हं. बापरे! हं. <chuckles> हं. हं. हां. हां, तुम्ही किती सांगणार? हं. <giggles> हो, हो, हो. ऐकते.
मावशी वगैरे हे सगळे नातेवाईक सगळे झाले, आता काहीतरी दुसरे लोक हवे आहेत ना आपल्याला, तर मग हे असे क्रिएट करावे लागते.
हं. <chuckles> हो, नाही, नाही, भारीच! पण असं कधी झालंय का तुम्ही सस्पेन्स सांगायला गेलेत, पण ते काहीतरी त्याचा अर्थच चुकीचा निघाला आणि समोरचा अजून भडकलाय? <chuckles>
हं, हं. हो होतं ना असं, असं बऱ्याचदा होतं ना घरी येताना होतं ते.
हं. हं, हं, हं. अच्छा! घरी येताना?
कसं होतं की हां, म्हणजे कसं होतं ना की आता ऑफिसमध्ये असलो आपण ऑफिसमध्ये उशिरा गेलो, तर मग मित्रांसोबत थोडं कधी काय फ्रायडे वगैरेला थोडं पार्टी वगैरे करून येताना जर घरी आलो
हं. हं. हां, हां. हं, हं. ओह, ओके, हं.
तर मग मी जेव्हा त्यांना सांगतो की अरे, हे असं-असं झालं, की मी तिथे गेलो आणि मी सांगायचं, माझी मैत्रीण होती माझ्यासोबत. मग ते असं होतं, "तुझी मैत्रीण होती?" <chuckles>
हं. आई ग! <chuckles> अरे. <laughs> मग तर झालंच!
"तुला काय गरज आहे रात्री असं मैत्रीण वगैरे सोबत जायचं?" म्हणजे मी सांगतो काय की अरे, ऑफिसचे कलीग, ऑफिसचे कलीग आहे, तर मग तिची व तिचे पॅरेंट्स तिला का सोडतात, अरे सांगायचं काय? सस्पेन्स माझा साइडला राहून जातो माझी शाळा चालू होऊन जाते. तर हे हे होत राहतं, ते होत राहतं.
हां. <chuckles> अ, हां, हं. अ, हां. <chuckles> हं.

तर मग तो सतत मला फोन करत होता की आणि मी आहे ना मागे नाही बघत होतो मी त्याला असंच एक हाताने तरी "गप्प बस ना यार तू" असं-तसं. आणि तो सतत, म्हणजे आम्ही आहे ना 5-6 मिनिटं आता चाललोय त्या जंगलच्या रस्त्यातून आणि बा मला कॉल करतोय असं-तसं. मग आणि मी सगळ्यात लास्टला माझी बाईक होती आणि बाकीचे जे 3 मित्र होते ना, त्यांच्या म्हणजे आम्ही टोटल जे लोक होतो ना आम्ही किती होतो? 6 लोक होतो. तर 2 लोकांची बाईक माझ्या पुढे होती आणि मी थोडं मागे होतो आणि हा सतत कॉल करतोय. जसं मी पुढे निघालो
हं, हं, हं. हं. हां, हां. हं. हं. हां, हां. हां. अच्छा. हं.
तर अ, हा कॉलच करतोय. मग माझे जे 2 मित्र होते ना, त्यांना मी गाडी पुढे घेतली आणि त्यांना बोललो की, "अरे! बघ ना यार याला. हा सतत कॉल करतोय! सांग ना जरा बाजूच्या बाजूला." मग त्यांनी गाडी थांबवली, मी गाडी थांबवली आणि ते मला बोलले की "कोण?"
हं, हं. हां. हां. हं. अरे बापरे! म्हणजे गाडीवर तुमच्या पाठीमागे कोणच नव्हतं?
कोण कॉल करतंय? तर मी बोललो, "अरे! हा!" आणि मग माझ्या मागे कोणच नाही आणि आहे ना मला सतत तो मी त्याला धक्का वगैरे मारतोय.
अरे बाप रे!
आणि ते आम्ही वॉशरूमला जिथे थांबलो होतो ना, तिथेच तो थांबला होता आणि तो तिथून फोन करत होता, मी त्याला सोडून दिलेलं. तर नेमकं माझ्यामागे कोण होतं हे मला माहितीच नाही. <chuckles>
हां, हां. अरे देवा! अरे बाप रे! हम्म. खरंच खूप अ, तुम्ही इंटरेस्टिंग अ, आणि सस्पेन्स <laughs> गोष्ट सांगताय हो, हो, ही कथाही अ, सस्पेन्स.
<chuckles> कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला कसं वाटलं सस्पेन्स जसं तुमचं एक्साइटमेंट झालं ना? <inhales> तसंच त्यांचाही एक्सप्रेशन.
आह! <chuckles> की काय आता पुढे काय रिअली अ, हं चांगलंय म्हणजे असं. हं, हं.
तर दिस इज हाऊ म्हणजे जर मला कथा सांगायची असेल, तर मी ह्या प्रकारे सस्पेन्स क्रिएट करतो. ऑल इन ऑल मी जस्ट तुम्हाला एक असंच, असं काही घडलं नाहीये. पण मी जसा आपला टॉपिक आहे, या टॉपिकवर जसं की कथा सांगताना सस्पेन्स तयार करणं, हे कसं करतात. तर हे असं कर केलं पाहिजे. मला असं वाटतं.
हं, हं. <chuckles> अच्छा, हं. हां. <laughs> अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. अ हां, हं. नाही, नाही, बरोबर आहे. मग तुम असं कधी झालंय का की एखादा किस्सा आहे, जो नॉर्मल आहे, हां? पण अ, काय आता, आता समोरच्याला तर सांगायचंय. पण अ, त्याच्यात तुम्हाला सस्पेन्सच क्रिएट करायला मिळत नाही, कारण की ती नॉर्मल गोष्ट आहे म्हणजे असं असं आहे, पण तुम्हाला असं होतंय की मला आता हे चांगलं रंगवून तर सांगायचंय, पण माझ्याकडे सस्पेन्सच नाहीये किंवा अ, नाही समोरची व्यक्ती असं बोललीये, "छी यार! काय आहे. हे सांगायचंय तुला!? हे काय आहे?" असं कधी झालंय?
हं. हं. हं, हं. हं. हं. हो, हो. नाही, नाही. असं होतं ना. ऑफिसमध्ये होतं माझ्या बॉससोबत.
हं, हं.